अ, कसं असतं ना की, आपण अ, कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी पर्याय हे शोधत असतो. का तर ती गोष्ट व्हावी म्हणून. पण अ, ज्यावेळेस अनेक पर्याय असतात, तर अ, तुम्ही त्याचा गोंधळ कसा मिटवता, याबद्दल काही सांगाल का?
बरोब हं, हं. नाही म्हणजे आता हे तर म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये बरेच आपल्याला असे प्रसंग येतात की जिथं आपल्याला भरपूर पर्याय असतात. आणि काय होतं ना की ज्यावेळेला पर्याय कमी असतात त्यावेळेला आपल्याला म्हणजे विचार करायला एवढी गरज नसते कारण आपल्याला माहिती आहे की 1-2 गोष्टी असतात त्याच्यातल्या आपल्याला फायनल करायच्या असतात. पण ज्यावेळेला आपल्याला खूपच जास्त पर्याय असतात ना तर मला वाटतं गोंधळ उडणं हे साहजिकच आहे आणि कसं असतं ना की कन्फ्युजन बऱ्याच गोष्टींनी होत असतं म्हणजे एकतर अ, स्वतःचे विचार स्वतःचे पण काही कल्पना असतात ना की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तर ते कुठेतरी असतं. दुसरं असतं की आपल्या कुटुंबाच्या काही अपेक्षा असतात की ज्या आपल्याला वाटतं की त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि जर तो आयुष्यातला मोठा निर्णय असेल तर अ, घरच्यांचं एक थोडंसं एक हे असतं ना की बाबा व्यवस्थित व्हावं सगळं तर त्यांचाही विचार येतो किंवा कधी-कधी असंही असतं ना की आपल्याला निर्णय घेताना हा पण विचार करावा लागतो की "मी एकटा तर पडणार नाही ना? की तिथं कोणीतरी माझ्याबरोबर असेल ना" तर अशा बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे त्याच्यामुळं ज्यावेळेला असे पर्याय आणखीन <chuckles> त्यात आणखीन असे भर पडते की भरपूर पर्याय आहेत, तर आणखीनच गोंधळ जे आहे ते साहजिकच होतं आपलं. पण मग अ
बरोबर. हो, हो. हां, हां. हो ना. नक्कीच, नक्कीच. म्हणजे अ, बरोबर बोललात तुम्ही की अ, गोंधळ तर असतोच अनेक पर्यायांमुळे, पण कसं आहे की आपल्यावर काही जबाबदाऱ्या असतात आणि अ, नक्कीच काही अ, आपण म्हणतो ना समाजाचा दबावही असतो. तर जेव्हा हे पर्याय खूप असतात, तेव्हा तुमचं पहिलं पाऊल असतं?
हं. हो, हो. हां. हां. अ, निश्चितच माझं जे पहिलं पाऊल अ, म्हणजे मला वाटतं ना की जे ठेवलं पाहिजे की आपण त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे की नेमका प्रश्न काय आहे? आणि आपल्याला मिळवायचं काय आहे? म्हणजे समजून चला की एक स्वत सोपं उदाहरण देऊ की करियर डिसिजन घ्यायचं आहे तर नेमकं करायचं काय आहे? की प्रश्न काय आहे की बाबा मला करियर निवडायचं आहे? तर मग अ, मुख्य काय त्याचं उद्दिष्ट काय आहे की ते करियर निवडण्यामागचं की मला पुढं जाऊन आयुष्यामध्ये काय व्हायचं? आहे कशा प्रकारचं आयुष्य हवं आहे? मग अ, कसं आहे ना प्रत्येकाच्या आयुष्याचं एक धारणा किंवा बघायचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. काही लोकांची आर्थिक परिस्थिती तर अशी असते की त्यांच्यासाठी पैसा मिळवणं आणि लवकर मिळवणं तर हे ध्येय असतं. तर मग तसे लोकांनी म्हणजे की ज्याच्यामुळं लवकर पण नाही का पैसे मिळवू शकतील मग असं कोर्सेस वगैरे निवडू शकतात. जसं की डिप्लोमा किंवा अगदीच आय-टी-आय वगैरे तर ह्याच्यामध्ये कसं असतं ना की लवकर आपल्याला जॉब लागू शकतो आणि लवकर पैसे मिळायला लागतात तर अ असा निर्णय तुम्ही घेऊ शकता. काही लोकांसाठी कसं असतं ना की नाही, की त्यांचं असं असतं, की त्यांना वेळायचं काही एवढं हे नसते, की लगेच पैसा पाहिजे किंवा घरी वगैरे अशी त्यांच्यावरती डिपेंडन्सी नसते. मग असे लोकं आणि ते जर हुशार वगैरे असतील तर मग त्यांनी नाही का असे चांगले कोर्सेस जर त्यांना शक्य होत असतील इंजिनिअरिंग म्हणा किंवा उम्म तर असे काही कोर्सेस निवडू शकतात की जे लगेच तुम्हाला रिटर्न देणार नाहीत पण तुम्हाला नाही का अ, पुढं जाऊन चांगलं अपॉर्च्युनिटी तयार करतील तर मग तसे निवडता येतील. भविष्य घडवतील आणि काही लोकांचं आणखीन वेगळं असतं की ते कलाकार असतात किंवा त्यांना नाही का लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायचं असतं. तर मग त्यांनी असे वेगळे वगैरे कोर्सेस घेतले पाहिजे, जिथं त्यांना त्यांचं जे आवड जोपासता येईल किंवा त्यांना तिथं वेगवेगळे एक्सपिरियन्सेस, अनुभव मिळत राहतील. तर मग आपली पर्सनॅलिटी आपल्याला हवं काय आहे आणि जमू काय शकतं? हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाही तर आपली आवड आहे पण आपल्याला जमत नाही आहे, तर तेही चालणार नाही आहे किंवा आपल्याला शकतंय पण त्याला पुढं जाऊन स्कोप नाही आहे तर तेही चालणार नाही आहे. मग तुम्हाला पैसे नाही मिळणार आहेत तर मग शेवटी फ्रस्ट्रेशन येऊ शकतं पुढं जाऊन. तर म्हणजे हा करियर च्या बाबतीत असा निर्णय घेऊ शकतो की म मला नेमकं मिळवायचं काय आहे आणि माझी प्राथमिकता काय आहे? तर हे दोन्हीचं जर आपण सांगड घातली तर मला वाटतं की आपल्याला पर्याय कमी होतात आणि मग त्याच्यातून आपण चांगला पर्याय निवडू शकतो.
हां, हां. बरोबर. अगदीच. ते खंर असतं. हां, हां. भविष्य घडवतील. हां, हां. हां, हां नक्कीच, नक्कीच. हं, हं. बरोबर. निवडू शकतो. हो, हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. कारण अ, पर्याय एवढे असतात आणि जर आपलं ध्येय जर निश्चित नसेल, तर गोंधळ हा, <chuckles> होतच असतो. मग अ, काही वेळेला कसं होतं, की आपण असं सगळं बघतो. अ, सगळं चेक करतो. अगदी म्हणजे असं म्हणतात ना की अ, त्या गोष्टींचा मागोवा घेऊन असं सगळं बघून आपण करायला घेतो. पण अ, कसं होतं की अ, एवढं करूनही बऱ्याच वेळेला आपल्याला निर्णय अ, घेता येत नाही. तर मग अ, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल?
हो, हो. हां, हां. हं, हं. बरं, हां. <chuckles> बरोबर अगदी. अ, कसं असतं ना. एक शब्द आहे ॲनालिसिस, पॅरालिसिस. म्हणजे आहे ना, की तुम्ही अती पण जर एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस करत बसले ना, तर ते एकदम म्हणजे नाही का, पॅरालिसिस <chuckles> झाल्यासारखं होतं. म्हणजे आपल्याला नाही का? आणखीन जास्त गोंधळाची स्थिती निर्माण होते आणि कन्फ्युजन व्हायला, म्हणजे आणखीन वाढ होते. तर कसं आहे की आपण जेव्हा सगळं चेक करतो आणि आपल्याला तरी पण कळत नाही, की हां, हे निवडू का ते निवडू? तर मला काय वाटतं ना, अशा वेळेला तुम्ही थोडंसं प्रोसेसपासून त्या लांब जावं. म्हणजे नाही का थोडंसं <chuckles> 10 मिनिटं. म्हणजे 10 मिनिटांनंतर तुम्हाला काय सुचवलं तर चांगलीच गोष्ट आहे किंवा त्याच्यात पण नाही सुचवलं तर मग 1 तास आणखीन तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही दुसरं काहीतरी करा. मग काय होतं ना, की अशा वेळेला तुम्ही एक अलिप्त जेव्हा होतो ना, तेव्हा डोकं चांगलं चालतं. सारखं तेच विचार करून, करून, करून मग आपलं डोकं काम करणं बंद करतं. किंवा मग वाटलंस तर तुम्ही आणखीन 1-2 दिवस घ्या. म्हणजे टाईम बॉक्स ज्याला म्हणतात ना, 10 मिनिटं, 1 तास आणि अ, किंवा 48 तास. असं थोडंसं ब्रेक घेतला ना, तर मग अ, ओव्हर थिंकिंग जे आहे ना, ते आपलं कमी होतं. कारण आणि बाकीचं तर तसं तर मन आपलं शांत करण्यासाठी, मग तोपर्यंत आपण काय करू शकता, की तो विषय पूर्णपणे टाळून मित्रांमध्ये जाऊ शकता किंवा मग अ, आपल्याला जे आवडते त्या गोष्टी. रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी करू शकता. स्पोर्ट्स म्हणा किंवा तुम्हाला जे आवडतं ते म्युझिक वगैरे. तर ह्याने काय होतं ना, की मेंदू आपला परत एकदा नाही का फ्रेश होतो. आणि परत मग आपल्याला परत त्या गोष्टीवरती कदाचित वेगळ्या अँगलनी काहीतरी मिळू शकतं. तर असं बऱ्याच वेळेला माझ्या बाबतीत झालं आहे.
<chuckles> हां. हां, हां. हो, हो. हो, हो. अच्छा. हां. हो, हो. मिळू शकतं. हो, हो. मग तुमच्या बाबतीत असं झालेलं आहे तर मग तुम्हाला काय वाटतं की हे जे अ, अनेक पर्याय असतात, तर हे कमी करण्यासाठी आणि ते व्यवस्थित वापरता येतील असं काही थोडे तुम्ही काही नियम किंवा काही उपाय सांगू शकता का?
हं. हं, हं. हां, हां. अ हां. हां. हां म्हणजे आता मी जे करतो ना, ते मी सांगू शकेल. तर मी काय करतो ना की विचारांना खूप आहे ना, गती असते आणि गती असल्यामुळे कन्फ्युजन आणखीन वाढतं. तर मी काय करतो ना की लिहून काढतो, म्हणजे माझ्याकडं आहे ना, मला एक सवय आहे वही आणि पेन. तर किती जरी आज Excel आणि हे, ते आलेलं असलं तरी मला वाटतं कुठेतरी वही आणि पेनवरती जेव्हा आपण लिहितो ना सगळ्या गोष्टी, त्यावेळेला गोष्टी आपल्याला नाही का इझिली कनेक्ट होतात. तर मी काय करतो ना की माझ्याकडं जे जे पर्याय आहेत ना, तर ते मी लिहून काढतो की मला पाहिजे काय पहिल्यांदा? तर माझं उद्दिष्ट काय आहे? ह्याच्याने मला काय मिळू शकतं? त्याचं रिझल्ट काय आहे? आणि मग, मग मी प्रत्येक पर्यायाचं लिहितो की हे असं-असं आहे, याच्याने मला हे मिळू शकतं. हे असं-असं आहे, याच्याने मला हे मिळू शकतं. मग मला त्याच्यातलं कसं, कळतं की बाबा असं आहे की बाबा अशा काही गोष्टी आहेत की ज्या खरंच चांगल्या आहेत आणि काही अशा असतात की ज्या नाही म्हणजे त्या स्किप केल्या तरी चालू शकतात की काही अडचणी असतात. जसं की आता मला जॉब निवडायचा आहे आणि 1 असं आहे की अं, खूपच लांब आहे म्हणजे आपल्याकडे आहे 2-3 अपॉर्च्युनिट आणि एक खूपच लांब आहे तर मग आपल्याला कसं आहे ना की तो स्किप करावा लागतो ना, मग असं आपल्याला निकष लावून ते ड्रॉप करावे लागतात आपल्याला. शेवटी कसं आहे ना की 2-3 पर्यंत यायचं आहे आपल्याला, म्हणजे टॉप 3पर्यंत जर आलं, तर मला वाटतं आणखीन सोपं होतं. तर मी लिहून काढतो, की काय काय पर्याय आहेत, त्याचे काही प्लस पॉईंट आहेत, काही मायनस पॉईंट आहेत. माझ्या गरजा बघतो आणि त्याचं मॅच होईल ना जास्तीत-जास्त असे मग मी फायनलाईज करतो आणि मग फायनलाईज केल्यानंतर मग त्याच्यातले आपण 1-2 निवडू शकतो.
हां. अरे वाह! हो हो. बरोबर. हं, हं. हो, हो. हो ना. नक्कीच. हं, हं. वाह, वाह! नक्कीच म्हणजे अ, छान आहे. अ, उपाय हा खरंच म्हणजे अ, प्रयत्न करून बघण्यासारखा आहे. कारण कसं आहे की जेव्हा आपण लिखाण करतो अ, त्याच्यातून आपल्याला बऱ्याचश्या गोष्टी कळतात म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की काय टाळायचं किंवा त्याच्यातून काय सिलेक्ट करायचं तर त्याच्यातून नक्कीच म्हणजे असं छान मिळू शकतं आपल्याला, आपल्याला जे हवं ते. तर मग ज्यावेळेस आपण एवढं सगळं करत असतो म्हणजे नाही का हे पर्याय किंवा त्याच्यावरचे विचार करून असं सगळं पण समजा, की एवढं सगळं करूनही जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो आणि अ, जेव्हा तो फेल होतो, मग तो जो पश्चाताप आहे, तो कसा तुम्ही हाताळता? <chuckles> काही अनुभव सांगाल का स्वतःचा तुम्ही?
हं. हो, हो. हो, हो, हो. हो, हो. हं, हं. हो, हो. हं, हं. हो, हो, हो. <chuckles> नाही म्हणजे हो ना, हो ना, असं होतच ना म्हणजे कसं असतं माहिती आहे का? की <clears throat> आता मी मी एका शेअर स्टॉक मार्केटच्या फील्डमध्ये बरं का तर तर त्याच्यामध्ये खूप छान एक आमच्याकडं म्हण आहे, की एनालिसिस <clears throat> ने तुमची प्रोबॅबिलिटी वाढते पण गॅरंटी नाही देऊ शकत, की हे केल्याने तुम्हाला बरोबरच येईल तुमचं. तर आहे ना <clears throat>
हां. अच्छा, हां.
तसंच आपल्या लाईफ मध्ये पण आहे की आपण एनालिसिस करू शकतो. तो अभ्यास करून निर्णय घेऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की ते करेक्टच येणार आहे. पुढे जाऊन तुमचं चुकण्याची शक्यता ही असतेच म्हणजे.
हां, हां. असू शकते. हो, हो.
असू शकते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एनालिसिस करायचं नाही पुढच्या वेळेला किंवा अचानक तुम्ही डायरेक्ट प्रयत्न करायचे तर
हं.
त्यासाठी काय आहे ना की आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, की जरी आता जे झालं समजा आपला निर्णय चुकला तर आता काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. का चुकलं कसं चुकलं आणि मी चुकीचा होतो ह्याच्यामध्ये जर तुम्ही पडाल तर ठीक आहे तात्पुरतं ठीक आहे तात्पुरतं अ‍ॅनॅलिसिस करण्यासाठी की ती चूक तुमची पुढं नाही होणार आहे. पण त्या सारखा जर तुम्ही त्याच्यातच जर पडणार की माझं कसं काय चुकू शकतं, असं नाही होणार व्हायला पाहिजे असे जर तुम्ही विचार करत राहिले ना तर मग तुम्हाला पुढचे मार्ग बंद होऊन जातात.
हां, हां. हां, हां.
म्हणजे कसं आहे ना की चुकलं ना.
पण मग, अ, अ, अ. थोडंसं म्हणजे मी विचारते त्यावर प्रश्न विचारू का?
हां.
अ, तुम्ही म्हणत आहेत असं की अ, त्यावर असं अ, विचार नाही करत बसायचा किंवा सारखं अ‍ॅनॅलिसिस नाही करायचं. पण मग अ, मला असं वाटतं की जर आपल्याला नाही कळलं की आपण मागच्या ह्याच्यात काय चूक केली तर मग कसं कळणार पुढच्या याच्यामध्ये?
विचाराना, हां. हां. हं. बरोबर. हं. नाही, मी माझं म्हणणं काय आहे की करा तुम्ही अ‍ॅनॅलिसिस करा. पण मग ते अ‍ॅनॅलिसिस करल्या केल्यावरती एक निर्णय येईल ना की असं -असं झाल्यामुळं चुकलं. ठीक आहे आता तुम्हाला कळालं की तुमचं बाबा हे-हे चुकलेलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही परत त्याचा आणखीन नका विचार करत बसू. तर तुम्हाला कारण कळालं ना, हां. तर मग कारण जाणून घेणं तर महत्वाचं आहे. की कारण जर कारण जाणून नाही घेतलं तर परत ती चूक होऊ शकते. तर दॅट इज फाईन. पण मग आता पुढचा आता ते संपला ना विषय आता जरी तुम्हाला कारण कळालं तर आता काय करणार आहे तुम्ही माग जावून तर ती चूक दुरुस्त नाही करू शकत आहे. तर मग आता तुम्हाला पुढचा विचार करायचा आहे की आता पुढं काय करायचं आहे? कारण तेवढ्याने आयुष्य संपत नाही ना. एखादा निर्णय चुकल्याने किंवा हजारो निर्णय जरी आपल्या आयुष्यातले चुकले तरी आयुष्य थांबत नसतं ना काही ना काही मार्ग आपल्याला मिळत असतो. आणि कोणाची मदत घेता येऊ शकते किंवा आता तर प्रोफेशनल हेल्प आहे. अगदी एआय सुद्धा आपल्याला सांगतो की बाबा असं-असं कर हे-हे चुकतं आहे तुझं तर आपल्याला मदतीचे मार्ग आहेत तर ते आपण ते वापरून, पुढं जाऊ शकतो आणि कसं आहे ना म म्हणजे आपले प्राथमिक काय म्हणतात ना की आपले व्हॅल्यूज असतात काहीतरी त्याच्याशी अलाइन करणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. म्हणजे असं काही नाही आहे की अगदी सगळं संपून जातं वगैरे-वगैरे हे जे म्हणायच्या गोष्टी आहेत. अशा भरपूर गोष्टी असतात आणि कधी-कधी असं पण असतं ना की एक वेगळा प्लॅन पण असतो आपल्यासाठी म्हणजे आपल्याला वाटतं की ह्या-ह्या प्लॅननी मी यशस्वी होईल ह्या-ह्या प्लॅननी मला खूप चांगला आयुष्य मिळेल. पण असं काही नसतं. कदा असं पण असतं की एखादी माणूस कितीतरी उदाहरण देतील की ज्यांना करायला गेले एक आणि झालं दुसरीच जसं की आता कधीतरी क्रिकेटर.
हं. हं. अच्छा! आलं लक्षात. म्हणजे माझ्या. तर आहे. हो ना. बरोबर आहे. हं, हं. हां, हां. हं. ती तर आपल्याकडे आहेत उदाहरणं भरपूर. <chuckles>
त्याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही.
पण बरोबर आहे. आपल्या आजूबाजूला तर तसं आपण बघतच असतो म्हणजे. अ, छान सांगितलं तसं तुम्ही आणि हा मुद्दा खरंच खूप चांगला होता, की अ, सारखं-सारखं त्याच याच्यावर विचार करून ओव्हर थिंकिंग करून त्यामध्ये माणसाचा म्हणजे अ, समतोल हा खूप जातो. म्हणजे तणावही वाढतो आणि अ, बाकीचं असं दुसरं काही असेल तर मग आपलं त्याच्यावर लक्षही जात नाही. अगदी म्हणजे अ, छान उपाय सांगितले तुम्ही, की असे भरपूर पर्याय असेल तर कसं समतोल ठेवणं. अ, कसा त्या त्या गोंधळातून कसं बाहेर निघायचं आणि नक्कीच तंत्रज्ञानानंही आपल्याला आता मदत खूप काही करतं. अ, तुमच्याशी हा सगळा संवाद करून आणि त्यातले अशे उपाय ऐकून खरंच खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा आपण बोलूया आणि अ, त्यासाठी धन्यवाद.
हं, हं. हं. हं. हं. हो. हो, हो. हो, मला देखील खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. अ, ही आजकालची जी परिस्थिती आहे, ते कुठेतरी मदत जर झाली तर निश्चितच मला आणखीन जास्त आनंद होईल. तर ह्या संवादाबद्दल अ, तुमचे देखील आभार आणि धन्यवाद.
हो, हो. धन्यवाद.